पाणी तू, पाणीपुरीला तोडच नाही. जगात कुठच्याच कुठच्या स्ट्रीट फूडच्या पुढ्यात पाणीपुरी नाही. सॉरी म्हणजे एका बाजूला पाणीपुरीचा स्टॉल आणि एका बाजूला जर अ, तुमचे पिझ्झा, बर्गर वगैरेचे स्टॉल असतील ना, तर आय विल प्रिफर टू गो फॉर पाणीपुरी. <chuckles> तिला कम्पॅरिझन नाही.
<chuckles> अच्छा. हं. हं, हं, हं, हं. हं, हं.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
किती म्हणजे डाय हार्ड फॅन आहे मी पाणीपुरीची. आणि मी खरं सांगते ना, कोणत्याही ऋतूत मला पाणीपुरी द्या. अगदी सकाळी नाश्त्यापासून रात्री झोपेपर्यंत मला खायला सांगितलेत ना, तरीही मी खाईल, एवढी वेडी आहे मी पाणीपुरीची. आणि का कुणास ठाऊक आपण म्हणतो ना, की लहानपणीच्या काही सवयी असतात, काही चवी असतात, ज्या तुम्हाला अगदी शेवटपर्यंत बरोबर येतात आणि कदाचित त्यातलेच ह्या चवी, ज्या जिभेला खूप जवळच्या झाल्या.
हं, हं. हं, हं.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 हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं.
आणि अशा हृदयाजवळ जाऊन राहिल्या. त्यातली पाणीपुरी मस्त. <chuckles>
क्या बात है! नक्कीच, नक्कीच. नाही, खरंच ना ते बोलतात ना की लोकल स्ट्रीट फूड पोट भरत नाही, तर ते मनही भरून काढतं आपलं आणि त्या-त्या जागे <chuckles> आणि त्या-त्या जागेची ओळखदेखील आपल्याला करून देते. तर खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी हा संवाद साधून. नक्कीच पुन्हा भेटूया. तुमचे आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
आणि खिसा खाली होत नाही. <laughs> अ, हो, अग मलाही खूप छान वाटलं आणि आता पाणीपुरी खायला पाहिजे, मस्त आहे आज तर. हं, चला विचार करूया घरी करायची का भैयाला सतवायचं. थँक यू. मला खूप बरं वाटलं. खूप-खूप धन्यवाद.
हं, हं. <chuckles> नक्कीच. <chuckles> <chuckles>

वाह! वाह! वाह! वाह! हं, हं.
आपल्याकडे कसं आहे, आमच्याकडे मुंबईला आहे ना, रगडा किंवा बटाट्याचं फिलिंग किंवा आता आताच अ, हल्ली तर अ, बुंदीच पण फिलिंग मिळतं. म्हणजे आपली जी खारी बुंदी असते ना
मग आता तेच मी विचारणार होतो की तुमच्या त्या आठवणीतल्या, त्या पाणीपुरीच्या ज्या व्यक्तीकडून तुम तुम्ही घ्यायच्या आणि आता बदल आला आहे पाणीपुरीमध्ये, काय काय चेंजेस आले? काय प्रकारचे पाणी आलंय?
हं, हं. हां, हां. खूप-खूप बदल झालेत. पहिला म्हणजे पुऱ्यांची साइझच कमी झालीये. पहिली पुरी एवढी मोठी असायची ना, पूर्ण तोंडाचा आ वासवला तरी ती पुरी अशी कोंबायला लागायची आणि ती फुटायची, ती मजा यायची. आजकाल आजकाल एवढं मोठं तोंड उघडावच लागत नाही. एवढी एवढुशा पुऱ्या दिल्या येतात. लहान मुलांच्या तोंडातही अगदी अलगद बसते ती पुरी.
अ, हो. <chuckles> अच्छा. हं, हं. हं. ओके. हो.
त्यामुळे खूप डिसअपॉइंट व्हायला होतं, की काय यार दिवसेगणीक पाणीपुरीच्या पुरींची साइझ एकदम लहान-लहान-लहान-लहान करत चाललेत हे लोक. म्हणजे पहिला त्या पुऱ्या मिळायच्या ना एवढी मजा यायची ना, ती पुरी आणि नंतर तो बिचारा जो सुखी पुरी द्यायचा ना आहाहाहा! त्याच्यात अजून त्याच्याकडनं गोड-गोड मागायचं. गोडवाली चटणी दे, भैय्या इसमे गोड, मीठा वाला चटणी डालो.
ते, वाह! हो. <chuckles>
ही जी काही मजा असायची ना एका फुकटच्या पुरीची,
<chuckles> मग तुम्ही हे नेहमी एकटं खायचे की मित्रांसोबत पण हा अनुभव आहे? फॅमिलीसोबत?
नाही, नाही. माझ्याबरोबर माझी फॅमिली, फॅमिली म्हणजे आम्ही बहिणी आणि आमच्या मैत्रिणी. आणि अ‍ॅक्चुअली ते रोज नाही मिळायचं. प्रॉब्लेम काय व्हायचा माहितीये. असं काही आपण अ, तो जरी भैय्या जरी रोज येत असायचा ना, तरी आई पैसे रोज द्यायची नाही ना.
अच्छा, फॅमिली? हो, हो, हो.

पण आता जेव्हा आपण बघतोय ना, की आता थोडं हायजीन तर बघा आधी दिसायचं नाही. आधी ब्लॉगर्स नव्हते, तर आपल्याला आहे ना, तसे व्हिडिओज बघायला मिळायचे नाही. आता ब्लॉगर्स आले, तर थोडं छान पण झाले ना, आपल्याला कळतं की हायजीन किती महत्वाचं आहे. काय भेसळतायेत आणि इतके घाण-घाण व्हिडिओ आणि एक तर मी असा
हो. अगदी बरोबर. हो, हो, हो. अ, हो. अगदी. हो, काही तर खूपच कीळसवाणी आहेत. त्यामुळे भीती पण वाटते.
कीळसवाणी म्हणजे बोलू शकत नाही. तर मग असं तुम्ही स्ट्रीट फूडचा हायजीन किती बघतात, जेव्हा आज तुम्हाला पाणीपुरी कुठे खायची असेल अ, तर मग तुम्ही हं, हं.
नाही बोलू शकत. मी खरं सांगू? पाणीपुडी ही पुरी हे जरी स्ट्रीट फूड असलं ना. तरी पण आता म्हणजे
हं, हं.
फार कमी वेळा खाणं होतं आणि स्ट्रीटपेक्षा काही स्पेसिफिक शॉप्स आहेत की जिथे आम्हाला माहितीये इथे हाय हायजीन मेंटेन होते आणि इथ इथे खाल्लेलं आपल्याला बाधत नाही
हं. हं, हं, हं, हं. हं, हं.
त्या स्पेसिफिक शॉप्सलाच जाऊन ते आम्ही खातो. म्हणजे भले ही आजही रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पाण्या पाणीपुरीचे ठेले असतात, बऱ्याच ठिकाणी अ, अ, स्वस्त मिळते पाणीपुरी, पण तिथे ना, ती भीती वाटते. म्हणजे आपण म्हणतो ना, की कशाच्या अ, बदल्यात तुम्ही काय घेताय, हे पहिला ध्यानात आलं पाहिजे. तुम्ही तुमच्या हेल्थला कॉम्प्रोमाईज करून जर पोट अ, ...जिभेचे चोचले पुरवत असाल, तर ती खूप मोठी चूक करताय तुम्ही.
हं. बरोबर. हं, हं, हं. हं. अगदीच. अगदीच. हं, हं, हं. बरोबर. बरोबर.
तसं करू नका. त्यामुळे हायजीन मस्ट आहे पहिला म्हणजे आणि मी खरं सांगते आता अवस्था अशी आहे ना, की घरामध्ये पाणीपुरी स्वतः बनवली, तर मज्जा येते. मग जास्तीत जास्त पुऱ्या बाहेरून विकत आणायचा कारण त्यांचा बराच गोंधळ होतो.
अगदीच. अगदीच. हं, हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं. हं, हं.